हो ना, आता म्हणजे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा अ, असताना कॉलेजमध्ये असताना आपण डेटिंग वगैरे करतो किंवा आपलं फेव्हरेट क्रश असतं, असं असतं. तर तेव्हा एक अ, आता मी तर खूप म्हणजे अभ्यासातच असायचे, पण आमच्या क्लासमध्ये एक मुलगा होता, जो खूप असा बोलका होता, म्हणजे एक्स्ट्रोव्हर्ट ज्याला म्हणतो ना, तसं. आणि मी इंट्रोव्हर्ट आहे. म्हणजे मी जास्त कोणाशी बोलत नाही आणि मला खूप अवघड वाटतं ते बोलणं एखाद्याशी. जर माझा व्हाइब मॅच नाही झालं, तर मी नाही बोलू शकत. तर तो मुलगा सारखा-सारखा मला, अ म्हणजे माझ्यासोबत कनेक्ट व्हायला ट्राय करायचा आणि "चल ना, कॉफीला जाऊया आणि आपण बाहेर मूव्ही बघायला जाऊ." असं चालायचं त्याचं.
हं. बरोबर हो. अच्छा असं. हं. बरोबर. हो ना. हं, हं. <laughs>
आणि मला ना ते बरोबर नाही वाटायचं, तर मी हाय हॅलो करायची कारण क्लासमेट आहे ना. तर असं आपण एकदम त्याला असं नाही-नाही म्हणू शकत. तर मग मी म्हणजे असंच डिसेन्सी मेंटेन करण्यासाठी मी त्याला बोलायची की हो-हो जाऊया हां, पुढे कधीतरी जाऊया, प्लॅन करूया कधीतरी.
हो ना. बरोबर. <laughs>
पण मी कधीच नाही जायची. मग एके दिवशी असं ना <chuckles> खूप फोर्स केलं होतं त्याने आणि त्याने काय केलं की त्याने माझ्या मैत्रिणींना अ, पटवलं की तू आपण जाऊया आणि त्याच्या पण एका मित्राला त्याने पाठवलं की तू ना अ, चल-चल आमच्यासोबत आणि आपण 1 ग्रुपमध्ये जाऊया. कारण त्याला माहिती होतं की मी एकटी नाही येणार त्याच्याबरोबर, तर त्याने हे ग्रुप प्लॅनिंग केलं आणि सगळ्यांना, नंतर अ, सगळ्यांनी जेव्हा हो म्हटलं तेव्हा लास्टमध्ये मला येऊन सांगितलं की बघ, हे आम्ही सगळ जा अ आम्ही सगळे मिळून जातोय तर तू पण ये.
बरं. <laughs> हां. हं. हं. बरोबर, हो. हं. बरोबर हां.
तर अ, मग मी म्हंटलं अच्छा ओके. मग आता सगळे जातात तर नाही कसं म्हणणार तर म्हंटलं ओके-ओके ठीक आहे येईन मी. असं म्हणून मी सांगितलं ओके, पण मला ना काही ना काही असं डोक्यातनं खटकत होतं की.
बरोबर. हं, हं. हां.
काहीतरी गडबड आहे ह्याच्यात.

अ, म्हणजे मी तर म्हणेन, जर का तुम्हाला स्ट्राँगली आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की जेव्हा मी माझ्या मिस्टरांना भेटले होते पहिल्यांदा, तर तेव्हा मी त्यांना ओळखत नव्हते आणि मी माझ्या मैत्रिणीच्या बर्थडेला बर्थडे पार्टीमध्ये त्यांना पहिल्यांदा भेटले होते आणि ती आमची पहिली भेट होती. पण मला कुठे ना कुठे असं जाणवलं की हा माणूस खरंच खूप चांगला आहे आणि आपण म्हणतो ना, इन्स्टिंक्टिव्हली आपण ओळखतो की आपण म्हणतो, ही इज द वन. <chuckles> असं तर मला ते फील झालं होतं तेव्हा. जेव्हा मी माझ्या मिस्टरांना खूप वर्षांपूर्वी त्या बर्थडे पार्टीमध्ये भेटले होते तेव्हाच आणि त्यांना ही ते फील झालं होतं, मला बघून.
हं, हो ना. बरोबर. हं. हां. बरोबर. हो ना. अरे वाह! हं. मग तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या मिस्टरांना बघितलं तेव्हा तुम्हाला मनात अ, जे जसं फिल्ममध्ये सांगतात सिनेमामध्ये, तसं तुम्हाला वाटलेलं का आणि तुमच्या मिस्टरांना पण वाटलेलं का?
हं. हां. हो. हो. <chuckles> हो ना आणि ते आम्ही पहिल्याच दिवशी डिस्कस नाही केलं होतं, पण आम्हाला दोघांना ते भासलं आणि कारण काय होतं ना की आमच्या दोघांचे वाइब्स एकदम स्ट्राँग आम्हाला फील होत होते की मॅच होतात आहे. तर त्याने मग आमचं बोलणं झालं सुरू आणि मग मग आमची मैत्री झाली आणि आमचं लग्न वगैरे झालं, ते 3 वर्षांनंतर झालं. पण तोपर्यंत आम्ही बेस्ट फ्रेंड्स होतो आणि अ, 1 दीड वर्षांनंतर त्यांनी प्रपोज केलं होतं आणि तेव्हा, म्हणजे माझ्या आ आमचं लव्ह मॅरेज, तर अ, ते आमच्या कास्टचे ते महाराष्ट्रीयन नाही आहे आणि मी प्रॉपर महाराष्ट्रीयन फॅमिलीतली. तर माझ्या आई-वडिलांनी आधी नाही म्हटलं, पण मी तरी ही त्यांना सांगितलं, "की तुम्ही एकदा ना त्याला भेटून घ्या आणि तरी जर तुम्हाला असं वाटलं की हा बरोबर नाही आहे, माझ्यासाठी. तर मी नाही करणार त्याच्याशी लग्न, पण एकदा तुम्ही फक्त भेटून घ्या". तर हे म्हणजे मला माहिती होतं की आमच्या कुटुंबात हे नाही चालणार आहे, तरी माझ्या मनातले फीलिंग्स हे होते की "नाही, की ह्या माणसाबद्दल तू बोलायला हवं आणि हा खरोखर चांगला आहे." तर मी माझ्या मनाचं ऐकलं इथे आणि मी माझ्या कुटुंबाला कन्विन्स करायचा प्रयत्न केला.
हां. हं. अरे वाह! अरे वाह! हं. हो का? हं. हो का? हं. हां. हं. हां. बरोबर. हं. अरे वाह! हे तर छान. मग अशावेळेस बघा ना, कधी-कधी रेड फ्लॅग दिसला, तर तरी मनाविरुद्ध जाऊन निर्णय घेणं किती धोकादायक असू शकतं आणि काय वाटतं, म्हणजे हे करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे?
हं. नाही, जर का तुम्हाला रेड फ्लॅग दिसले तर नाही करायचं, कारण मी तुम्हाला पहिला किस्सा सांगितला ना तो कॉलेजचा, जो तो मुलगा मला सांगत होता, की "माझ्या बाईकवर बस, चल-चल आपण जाऊया". आता ते बघा किती मोठा रेड फ्लॅग होता की तो घाई-घाई करत होता, तो प्रॉपर काही उत्तरं देत नव्हता. मी त्याला विचारलं होतं की "माझी मैत्रीण कुठे आहे? तुझा मित्र कुठे आहे? आत्ताच तर कॉलेज सुटलं, मग ते इतक्या लवकर कसे निघून गेले?" तर त्याने काही उत्तरं नाही दिली. तर हे सगळे रेड फ्लॅग्स होते.
हं. हां. हो ना. अगदी बरोबर. हां. हो. हं. हो. हं. हो. बघा ना.
आता जर का मी ते रेड फ्लॅग्सवर अ, ध्यान नाही दिलं असतं, लक्ष नाही दिलं असतं, तर मग मी त्याच्यासोबत त्या बाईकवर निघून गेले असते आणि काही ना काही वाईट गोष्ट घडलीच असती.
हां, हां. हं.